सामाजिक मीडियाच्या प्रभावामुळे, आपल्याला कपड्यांच्या पसंतीत नक्कीच बदल होऊ शकतो. कारण तिथेच असणारे ट्रेंड आणि फॅशन आयडिया, सतत आपल्याला प्रेरित करतात. तर मला तुम्हाला विचारायचंय, सामाजिक मीडियाने तुमच्या कपड्यांच्या निवडीवर, नेमका कसा परिणाम केला?
खूप मोठा परिणाम केला. कारण जाणीवच नव्हती, आधी लक्षातच नव्हतं, माहितीच नव्हतं, की कपड्यांचं संयोजन कसं असलं पाहिजे किंवा कोणत्या कॉम्बिनेशनचा, कलरचा शर्ट, कोणत्या पॅंटवर जाऊ शकतो, याकडे कधीच लक्ष दिलं नव्हतं. जेव्हा सोशल मीडियात इतरांना पाहिलं आणि थोड्याश्या स्टाईलबद्दल, थोड्या छोट्या-छोट्या गोष्टी कळल्या. तेव्हा स्वतःला आरशात बघणं सुरु केलं आणि तेव्हापासून माझ्यात तोही बदल आला.
हं. हं. हां. हां. हां. वाह! मग अ, इन्फ्लुएन्सर किंवा सेलिब्रिटींच्या फॅशनमुळे, तुम्हाला काही अशा स्टाईल, तुम्ही अशा वेगवेगळ्या, ट्राय केल्या का कधी?
हो, नक्की. म्हणजे कोणत्याही ठराविक अशा इन्फ्लुएन्सरकडे पाहून नाही, पण आपण एकंदरच जेव्हा Instagram स्क्रॉल करतो, किंवा अ, फे Facebook म्हणा, कधी-कधी YouTubeवरती पाहतो व्हिडिओज किंवा लोकांचे कपडे पाहतो. तर तेव्हा मला हे कळलं, की ही लोकं नक्की असं काय घालतात, जेणेकरून ते चांगले दिसतात. तर अ, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की नाही हे लोकं थोडेसे ब्रँडेड कपडे घालतात, ज्यामुळे ते अ, उठून दिसतात. किंवा ते रंग जे असतात ना, त्या ब्रँड ब्रँडेड कपड्यांचे शेड जे असतात, ते जरा वेगळेच असतात. म्हणजे साध्या कपड्यांच्या तुलनेत जे मी घालायचो, आधी कदाचित. तर अ, शर्ट, पॅन्ट आणि बूट यांचं एक कॉम्बिनेशन माहितीच नव्हतं, ते थोडंसं कळलं.
हां. हं. हां. बरं. हां. ते खुलून देत. हां. अच्छा. अच्छा मग तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये काही सकारात्मक बदल केले का त्यांना बघून वगैरे असं किंवा ब्रँडेड कपड्यामध्ये तुमची आवड कशी निर्माण झाली?
अ, नक्कीच म्हणजे बदल तर केलेच. कारण मी आधी फक्त लोकल दुकानांमध्ये जाऊन जे काही छोटी दुकानं असतात, तिथून कधी-कधी जीन्स घ्यायचो किंवा शर्ट घेतला एखादा. तर 2 ठळक गोष्टी ज्या माझ्या लक्षात आल्या त्या ह्या होत्या, एक तर अ, जीन्सचं फिटिंग जे असतं, <chuckles> त्याकडे मी कधीच लक्ष द्यायचो नाही. कशीही थोडीशी ढगळी असायची, कंबरेत म्हणा किंवा आपल्या अ, वेस्टमध्ये थोडीशी अशी मिसफिट असायची. लूज किंवा टाईट किंवा असं काही आकारच दिसायचा नाही माझ्या शरीराचा. तर ते एक लक्षात आलं, की नाही आपण जर थोडीशी ब्रँडेड, थोडी महागडी जीन्स जर घ्यायचा प्रयत्न केला, तर ती चांगली दिसेल आपल्या शरीरावर. आणि शर्टमध्येही, म्हणजे शर्टचेही प्रिंट काही काहीही असायचे. काही चॉइसेस नव्हता आधी. पण मग थोडे सोबर थोडे डिसेंट प्रिंट घेणं मी सुरु केलं.
हां. हां. हां. ओके. ओह. <chuckles> हां. लूज असे. हां. अच्छा. हां. नक्कीच. असतेच. हां. हां, मग ऑनलाईन ज्या दिसणाऱ्या ट्रेंड आहेत ना त्याचा पाठलाग करताना तुम्हाला कधी म्हणजे अ, स्वतःची अशी स्टाईल अशी कधी बदलावी लागली का?
हो. नक्कीच, नक्कीच म्हणजे ट्रेंडचा पाठलाग अ‍ॅज सच मी नाही केला. पण मला असं वाटतं, की ते मी माझ्या स्टाईलमध्ये किंवा मला शोभेल असं. कारण प्रत्येकाचं वय वेगळं असतं. प्रत्येकाचा लूक वेगळा असतो नाही का? प्रत्येकाची एक अ, शरीराची एक पोत म्हणतात ती वेगळी असते. त्यामुळे अ, प्रत्येकजण दिसायला वेगळा असतो. डोक्यावरचे केसही वेगळे असतात. तर अ, त्याला सूट कसं होईल? हे मी नक्कीच थोडंसं सगळ्यांच्या स्टाईल किंवा सगळ्यांच्या आयडिया चोरून स्वतःच्या आयुष्यात त्या आणायचा प्रयत्न केला.
बरं. नक्कीच. हो. बरोबर मग अ, तुम्ही असं कधी म्हणजे सोशल मीडियावर रील्स किंवा फोटो अ, किंवा असे एडव्हर्टाइजमेंट वगैरे कधी बघून असं अचानक म्हणजे काही असं खरेदी केलंय का?
हो. अनेक वेळा म्हणजे अ, Instagramवर पाहून लगेच Amazon किंवा Flipkartवरती जाऊन ते शोधून तिथून शॉपिंग केलंय. उलट आता Instagramवरही ते टॅग केले जातात प्रॉडक्ट आणि तिकडून डायरेक्ट Instagramवरतीच त्या शॉपचं किंवा त्या दुकानाचं एक पेज असतं. जिथून आपण सरळ ते विकत घेऊ शकतो पैसे देऊन म्हणजे कोणत्याही वेगळ्या वेबसाईटकडेही जाण्याची गरज राहिली नाहीये आता. त्यामुळे असं झालंय 2-3 वेळा. मला आठवतंय की एक असा जाळी जाळीचा शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट होती गुडघ्यापर्यंतची तर तीही जाळी जाळीची अशी होती म्हणजे आतलं सगळं दिसेल अशी पण म्हणजे आतून आपण घालू शकतो काही ना काहीतरी बनियन आणि खालची पॅन्ट वगैरे. तर ते जाळीचा असा नेटवाला मी एक ड्रेस Instagramवरून पाहून घेतला होता काळ्या रंगाचा माझ्या वाढदिवसाला आणि तो चुकून आला होता माझ्या फीडमध्ये, तर मी घेऊन टाकला.
हां. हं. हां. हां. हां. अच्छा. बरं. हां. नक्कीच, नक्कीच. बरं. अच्छा. <chuckles> छान. मग तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन मग त्याच्यामध्ये म्हणजे अ, विंडो शॉपिंग म्हणा किंवा दुकानातून ब्रँडेड कपडे घेणं पसंती करता का, ऑनलाईन ऑर्डर करायला तुम्हाला आवडतं म्हणजे त्या बाबतीत काही सांगू शकाल?
अ, दोन्हीकडे आवडतं मला खरं सांगायचं तर. कारण मी हे पाहिलंय, की जे कपडे आपल्याला दुकानात मिळतात ना? ते कधी-कधी ऑनलाईन नसतात अव्हेलेबल. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर H&M हा एक खूप अ, मोठा आणि सुप्रसिद्ध ब्रँड आहे. तरुणांचा आवडता ब्रँड आहे. तर अ, त्याचंच जर ॲप आपण बघितलं ना किंवा त्याच्या वेबसाईटवर जर आपण गेलो, तर तिथे ते कपडे नसतातच जे दुकानांमध्ये असतात. त्यामुळे आपल्याला भागच पडतो दुकानात जाऊन ते तिकडचे कपडे किंवा काही त्यांच्या बनियन खूप छान असतात वेस्ट म्हणा किंवा टी-शर्ट खूप छान असतात स्लीवलेस किंवा हाफ शर्ट वगैरे. तर अ, ते ऑनलाईन नसतातच, ते रंग म्हणा किंवा त्या स्टाईल म्हणा. मग ऑनलाईन काही गोष्टी असतात, ज्या दुकानांमध्ये नसतात. त्यामुळं ऑनलाईन व्हरायटी जास्त मिळते नक्कीच. आणि इतर वेबसाईटही आहेत जशा Myntra म्हणा किंवा फॅशनच्या Ajio वगैरे.
हं. हं. हो. बरं. हां. हां. बरं. ओके. हां. ओके. हां. हां, हां. हां. हो, हो. हां, मग तुम्ही अ, कपडे खरच खरेदी करताना काय विचार करता नेमका? म्हणजे टेक्स्चर बघतात त्याचं काही, व म्हणजे त्याचा पोत बघता का किंवा प्राइसिंग फॅक्टर तुमच्यासाठी महत्वाचा ठरतो. म्हणजे नेमकं कसा आधार घेता म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये?
सर्वात आधी मी किंमत बघतो. <chuckles> नक्कीच. म्हणजे किंमत बघून मग आपण कधी-कधी ठरवतो ना, की "अच्छा, ही जीन्स 800 ला नाही आहे, 1,800 ला आहे. म्हणजे कदाचित त्याची क्वालिटी जरा चांगली असू शकते. असा एक आपण अनुमान लावतो कधी-कधी.
हां. हां, तेच. हो. हं. नक्कीच. हो, हो. प्राईस हाय म्हणजे क्वालिटी पण छान. मग तसं तुम्हाला अनुभव आला का?
क्वालिटी पण चांगली असू शक हो, नक्कीच. म्हणजे मला आठवतंय ना, मी आधी जसं म्हणालो ना, की लोकल दुकानांमध्येच जाऊन जीन्सच्या पॅंट घ्यायचो. तर तिथे तर अगदी 400 ला वगैरेही मिळायचे. 400, 500, 600 ला जीन्स मिळून जायची. पण
हो. हां.
कोणतं बरं ब्रँड आहे ते? हं, हां. UCB म्हणून एक ब्रँड आहे, United Colors of Benetton.
ओके. हां, हां, हां.
इथं मी एकदा, एका दुकानात गेलो ना, तर अ, त्यांच्याकडची जीन्स 2,200 ला का काहीतरी होती, 6 खिसे असलेली, 6 पॉकेट जीन्स. तर त्याची किंमत बारा 2,200 म्हणून मी थक्कच झालो, की "अरे, एवढ्या महाग पण असतात जीन्स?" पण मी ती जेव्हा ट्राय केली, तेव्हा मला कळलं, की "अरे, ही किती सुंदर फिट झाली आहे, एकदम बरोबर माझ्यासाठीच बनली आहे," असं मला वाटलं. म्हणून तो फरक नक्कीच दिसून येतो.
हां. बरं. हां. हां. हां. अरे वाह! नक्कीच. तर मग अ, सोशल मीडियावर दिसणाऱ्या फॅशन ट्रेंडवर किती तुम्ही विश्वास ठेवता?
खूप जास्त नाही, कारण जरी छान दिसतात ती लोकं सोशल मीडियावरती चांगले, चांगले कपडे घालताना, तरी पहिली गोष्ट म्हणजे आपण ते सगळेच कपडे खरेदी करू शकू हे शक् असं नाही आणि हे शक्य नाही होत आपल्याला, जरी हवं असलं तरी. दुसरं म्हणजे ते कधी-कधी आपल्याला वेड्यात काढत असतात. म्हणजे अ, वेगळ्याच ब्रँडचे कपडे म्हणजे वेगळ्याच ब्रँडचे कपडे घालायचे आणि मी साध्या रोडवरून घेतलं असंही सांगतात कधी-कधी की मला बघा ना, ₹300 त हा टी-शर्ट मिळाला आणि असतो तो खरं म्हणजे 3,000.
हं. हं. हं. असं नाही. बरोबर. हां. फोर एक्झाम्पल हां, काही सांगायचं. अच्छा. बरं, असं म्हणजे खोटं सांगतात का ते?
ये आणि उल हो, चक्क खोटं सांगतायेत म्हणजे हे दाखवायला, की बघा मी किती कमी किमतीत हे कपडे घेऊ शकलो आणि म्हणजे जो गरीब ऑडियन्स आहे त्यांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी
हां. हां, पण मग अ, ॲक्चुअल तिथे गेल्यावर मग ती कॉस्ट जास्त असते मग तसा रिस्पॉन्स कसा मिळत असेल त्यांना मग? हां.
हे करतात. नाही, नाही. ॲक्चुअल त्या दुकानात गेल्यावरती ते नसतंच ते क कापड किंवा शर्ट तिकडे. कारण तो तिकडून घेतलेलाच नसतो.
अच्छा.
ते फक्त हे दाखवण्यासाठी असतं, की बघा म्हणजे जे थोडेसे अ, गरीब अ, म मुलं-मुली आहेत, त्यांनी आपल्याला फॉलो करावं. त्यांनी आपल्याकडे येऊन काहीतरी प्रेरणा घ्यावी म्हणून खोटं सांगतात. आणि उलटं करणारेही आहेत म्हणजे 300 च्या रस्त्यावरून शर्ट घेऊन म्हणतील, की मी Zaraमधून हा टी-शर्ट घेतला <chuckles> असेही आहेत.
बरोबर. आकृष्ट व्हावं. हां. अच्छा-अच्छा. <chuckles> हां, म्हणजे बघून त्याची क्वालिटी कळतेच नक्कीच खरंतर. हो. तर तुमच्या मते सामाजिक मीडिया तुमची वैयक्तिक स्टाईल घडवतो की फक्त प्रेरणा देतो?
कळतं. दोन्ही गोष्टी आहेत असं मला वाटतं. घडवतोही आणि बिघडवतोही कधी-कधी आपलं अ, अ, आपली बुद्धिमत्ता आहे किंवा आपली एक अ, काय म्हणतात त्याला अ, चूज करण्याची जी एक शक्ती असते आपल्या आत, की काय निवडायचं? काय मला चांगलं दिसेल, हेच आपण विसरून जातो. कारण इतका अ, जास्त इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे आणि इतके सारे कपडे म्हणा, स्टाईल म्हणा लोकं आपल्या समोर प्रस्तुत करतात, की आपल्याला शेवटी स्वतःला काय शोभेल हेच अ, लक्षात येत नाही आणि आपण ते विसरून जातो. त्यामुळे अ, कुठेतरी गडबड गोंधळ नक्कीच होतो.
हां. हां. हां. हो. नक्कीच. हो. बरोबर. मग तुम्ही असा कुठला प्लॅटफॉर्म सगळ्यात जास्त म्हणजे वापरता किंवा प्रभावी तुम्हाला वाटतोय? Instagram रील्स किंवा शॉर्ट्स किंवा Facebook ग्रुप्स किंवा एखादे अ, ब्लॉगर किंवा काय? कुठलं म्हणजे तुम्हाला वाटतं, की सगळ्यात प्रभावी आहे?
अ, कपड्यांची निवड म्हणली किंवा स्टाईलच्या बद्दल बोलायचं झालं तर Instagramच सर्वात जास्त प्रभावी आहे सध्या. कारण YouTubeवरती तरी कसं थोडंसं नॉलेज म्हणा किंवा थोड्या अशा चांगल्या गोष्टी कोण काय बोलतंय? यावरती किंवा ज्ञान पसरवण्याकरता किंवा ज्ञानाची वाटप करण्याकरता YouTube जास्त वापरतात लोकं वेगवेगळ्या माध्यमातून. पण Instagramवरती स्टाईल म्हणा किंवा बॉडी कशी बनवायची? किंवा आपण जर हे, हे खाल्लं तर आपण असे-असे दिसू आणि मग आपल्याला असे कपडे छान दिसतील. अशा गोष्टी म्हणजे लुक्सकडे जास्त प्राधान्य हे Instagramवर दिलं जातं, म्हणून म्हणजे स्टाईलच्या बाबतीत किंवा कपड्यांच्या बाबतीत मी Instagram जास्त पाहतो.
बरं. हां. अच्छा. हां. अच्छा. मग पारंपरिक उत्सवी किंवा लग्नपूर्व कपड्यांमध्ये किंवा बांधिलकीच्या ठिकाणी म्हणजे घरातल्या घरातील मोठ्यांचा अभिप्राय काही ब त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काही बदल झालाय का? किंवा लोकांच्या सांस्कृतिक पसंतीत काही फरक दिसतो का?
हो, नक्कीच. म्हणजे अ, जसे-जसे माझीही स्टाईल किंवा कपड्यांची निवड मी थोडीशी सुधारली, तेव्हापासून घरच्यांनाही आश्चर्य वाटलं, की "अच्छा, हा छान दिसतोय." म्हणजे ते कधीच अ, तोंडावर त्यांनी कौतुक नाही केलं माझं किंवा असं म्हणाले नाहीत, की "अरे, तू छान दिसतोयस बरं का." कारण घरचेच असतात, त्यांनी आपल्याला रोज दररोज पाहिलेलं असतं. आपला कंटाळा आलेला असतो त्यांना. पण अ, नक्कीच त्यांना हे वाटलं आहे, की छान दिसतं. एखादा काहीतरी नवीन शर्ट मी घेतला. तर अ, मी जाऊन दाखवतो, की "हे बघा, हा नवीन शर्ट, हे बघा ही नवीन पॅन्ट, ही इकडून घेतलेला शर्ट आहे, हा इकडून घेतलेली अ, पॅन्ट आहे."
हां. हां. बरोबर. हं. अरे वाह! हां. हां, मग काय रिॲक्शन असते त्यांची मग?
मग ते म्हणतात, "हां, छान दिसतं आहे." म्हणजे तू असा-असा दिसत आहेस, म्हणजे माझं जे करिअर होतं आधीचं, तर त्या करिअरचं नाव घेऊन, ते म्हणतात, "हां, तू शोभत आहेस आता असा-असा." म्हणजे, "हा, हा, इंजिनिअर तू शोभत आहेस," असं म्हणतात.
हां. अच्छा, अच्छा. वाह! छान वाटत असेल हं.
तर त्यांच्याही डोळ्यांना थोडंसं फ्रेश वाटतं कधी-कधी. <chuckles>
<chuckles> हो, नक्कीच. मग अ, अ, तरुणांना त्यांच्या स्टाईलसाठी काही तुम्ही कपड्याबद्दल काही चॉईसेस सांगू शकता का? की काही गाईड करू शकता त्यांना त्याच्याबद्दल?
अरे, बापरे! मी काय गाईड करायचं? त्यांच्याकडून मीच शिकत असतो. आणि ते काय घालतात हे पाहून, मी थोडं-थोडं मी म्हणालो ना, की चोरून, चोरून पाहत असतो, की "अच्छा, आजचे तरुण काय घालत आहेत, जर मी ते घातलं, तर मी कसा दिसेन?" तर हे प्रयत्न कधी-कधी चालू असतात. पण अ, अयशस्वी होतात ते प्रयत्न नक्कीच. त्यामुळे मी त्यांना सांगणारा कोणीच नाही, उलट मी त्यांच्याकडून शिकत असतो.
हां. अच्छा. <chuckles> हां. अच्छा, त्यांच्याकडून घेता. हां. <chuckles> ओके नाही पण काही-काही असतात ना म्हणजे मॅच्युअर्ड लोकांकडून पण सल्ले घेत असतात लोकं किंवा आता अमिताभ बच्चन आता एवढा सीनियर आहे पण अ, स्टाईल आयकॉन पण आहे ना ते. तो कसे कपडे घालतो. इव्हन आपले पंतप्रधान आहेत ते सुद्धा एज्ड आहेत. पण ते कसे घालतात अ, म्हणजे जॅकेट वगैरे तर त्याचा पण ट्रेंड तरुणांमध्ये फॉलो होताना दिसतो. मग तसं तुम्हाला काही म्हणजे सजेस्ट करावंस वाटतं का? किंवा तसं काही सांगू इच्छिता त्यांना तुम्ही?
हो. हो. अ, मी असं मानतो, की सांगण्याऐवजी जर मी काहीतरी छान घालून माझी एखादी स्टोरी टाकली किंवा टाकली पोस्ट तर त्यावरून त्यांना नक्कीच अ, बघून अनेक वेळा असं होतं की लोकं म्हणतात, की "अरे वाह! तू छान कपडे घालतोस." जो
दाखवलं. हां. हां. हां. हां, म्हणजे तुम्ही कसे वेअर करता, कॅरी करता ते पण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये.
महत्वाचं आहे. आणि अ, म्हणजे हे नक्कीच आधी मला ऐकायला नाही मिळायचं की "तू छान कपडे घालतोस." आता मिळतं. तर यावरून मी समजतो की माझी ती स्टाईल किंवा कपड्यांची निवड थोडीशी सुधारली आहे. हो.
वाह! कुठेतरी काम करते आहे, हां. नक्कीच. तर अ, छान सांगितलं तुम्ही कसा म्हणजे सोशल मीडियावर मु मीडियामुळे थोडा इन्फ्लुअन्स आलाय तुमच्या म्हणजे कपड्याच्या चॉईसच्या बाबतीत किंवा तुम्ही कुठले ट्रेंड फॉलो करता म्हणजे या यातून तुम्हाला फार म्हणजे गाईडन्स मिळतो Instagram असेल किंवा Facebook ग्रुप्स किंवा काय. तर तुम्हाला एखादा ट्रेंड कळतो आणि त्यामुळे तुमची चॉईस पण एकदम छान झाली आहे. परफेक्ट झाली आहे आणि तुम्ही ब्रँडेड कपडे पण स्वतःवर ट्राय करता आणि त्यातून फरक सुद्धा ल सहज ओळखतो तुम्हाला म्हणजे तो कुठल्या क्वालिटीचा कपडा आहे. आणि तसं जर तुम्ही चॉईस जर तुमची परिपूर्ण ठेवली ना, तर अ, नक्कीच तुमची पर्सनॅलिटी खूपच उठून दिसते आणि तुम्ही चार चौघांमध्ये चमकून दिसता. तर त्याबद्दल तुम्ही छानच अ, गाईड केलं आणि महत्त्वाचे सल्ले दिले. तर त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
<chuckles> धन्यवाद. तुम्हीही शांतपणे सगळं ऐकलत आणि मला तुमच्याशी बोलूनही खूप छान वाटलं.